हां, हां बरोबर आहे सर्फिंगसाठी वेळ जात नाही आणि जसं टीव्हीचं बघा, टीव्हीचं पण कंटेंट आहे आणि अ, पण टीव्हीला कसं असं वेळ देऊन बसावं लागतं आरामशीर नाही का. अ, सगळं काम-बीम सोडून हां, आजकाल आता किचनमध्ये पण टीव्ही लावायला लागलेत लोकं म्हणजे कामात काम म्हणून नाही का इकडं चालू असते टीव्ही आणि इकडं काम पण. हो, म्हणजे ऐकत-ऐकत काम करतात. म्हणजे अधून-मधून बघायची नजर द्यायची त्याच्यावर आणि अ, असं पण होतं आणि टीव्ही
बरोबर. हं. हं. नक्कीच. <chuckles> हं, हं. मल्टी टास्किंग वाढली आहे असं म्हणूया. काम पण करतात. हं. म्हणजे असं बऱ्याचदा होतं बघा, म्हणजे मला तरी असा प्रश्न पडतो की टीव्ही आपल्याला बघतंय, आपण काय करताय हे, की आपण टीव्हीला काम करतांना बघत आहोत टीव्हीमध्ये काय चालू आहे.
हां. <chuckles> बरोबर आहे ना. आणि टीव्हीचा फायदा काय आहे माहिती आहे का, त्यामध्ये स्टोरी असते बघा, म्हणजे कंटिन्युएशन असतो नाही का. म्हणजे शॉर्ट व्हिडिओ का एक मिनिट असं बघितला, संपला मग दुसरा नवीन येणार नाही क?. तिसरा नवीन येणार. पण टीव्हीत तसं नाहीये एक एपिसोड संपला दुसरा हां, जागृत ठेवते आणि तेच तर असतं ना, महिला मंडळ जे असतं <chuckles> आपल्या भारतामधलं त्यांना हेच आवडतं नाही का, पुढं काय झालं? पुढं काय झालं? हां.
बरोबर. हं, हं. नक्कीच. टीव्ही आपली क्युरिओसिटी जागृत ठेवते असं म्हणूया. हं. बरोबर. नक्कीच सासूनी काय केलं, मग सुनेचं काय उत्तर होतं? मारलं का? <chuckles>
हां, अरे असं तर झालं होतं माझ्या अ, आमच्या घरीच नाही का, आई खूप असं बघायची शोज वगैरे झी-5 वर. त्यांना झीवर येतात ना, वेगवेगळ्या शो. आई बघायची तर मग अ, आजी अ, मला म्हणायची, "ही काय नेहमी बघत बसते." मग एक दिवस काय झालं अ, आईनं आजीला समजून सांगितलं नातं त्यांचं कॅरेक्टरचं नाही का, "ही त्याची सासू आहे, ही ते आहे," मग झाले आजी अन ते सुरु. त्यांची जमली जोडी मग <chuckles> मग मग ते दोघं बसून बघायचे मग नाही का. <chuckles> अरे बापरे!
हं, हं. हां. हं, हं नक्क हं. हां, हां. हं. <chuckles> नक्कीच आता बघा हो. हं, एरिया ऑफ इंटरेस्ट सेम आला ना त्यांचा.
हो. नाही, मग आजीला मजा कळाली ना, नेमकी आजीला कसं आधी दुरून बघायची आधी ते कॅरेक्टर वगैरे माहीत नसले ना शो मधले आपल्याला पण इंटरेस्ट येत नाही, कोण कोणाचं नातं आहे, काय बोलतायत असं वाटतं. पण एकदा कळंल हा त्याचा नातू आहे, ही त्याची आजी आहे नाही का हां, हां, हां. सून आहे ही मग असं बोललं की अरे बापरे! मग बसून बघायचे दोघं म्हणजे काम आवरायचे पटकन आणि तेच काम करायचे मग असं पण असतं नाही का.
नक्की. हं. नक्कीच. बरोबर. हं. सून आहे. हं, हं. हं. आणि बघा ना, जेव्हा आपल्या घरात अशा बायका 2 बायका असतात ना, त्यांचं टीव्हीवरच संभाषण तर बघतच असतात पण त्यांचं एकमेकांसोबत खूप छान बॉन्डिंग झालेलं असतं. त्या सीरियलच्या पाहता, पाहता नाही का.
हो. हो, असत ना.